आता बघा ना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दर महिन्याला एखादा सण किंवा उत्सव हा सुरूच असतो. तर सणाच्या दिवशी तुम्ही असा नवीन एखादा लूक करता का, की तुमचे रोजचे कपडे असतात तेच ठेवता? आणि जर का तुम्ही एखादा असा लूक करत असाल तर तुम्ही कोणत्या प्रकारचा लूक करता? असा एखादा तुमचा अनुभव याच्याशी रिलेटेड असेल तर तो ऐकायला मला नक्कीच आवडेल.
बरोबर. हो, हो. बरोबर बोलले तुम्ही. आता आपल्या भारत, भारतीय संस्कृतीमध्ये भरपूर सण असतात. त्याच्यामध्ये मला आवडणारा सण म्हटलं म्हणजे दिवाळी आणि दिवाळीच्या आधी जे येते नवरात्र, बरोबर. नवरात्रपण मला खूप जास्त आवडते कारण की आमच्याकडे एक मंदिर आहे देवीचं
अच्छा. बरोबर. हो. अच्छा.
हां. त्यामध्ये प्रत्येक वर्षी जत्रा भरलेली असते.
हो.
हां. तर जत्रा, जत्रा असते आणि तिथे नवरात्रसाठी तिथे आपलं डान्सच्या वगैरेपासून सर्व काही असतंय. तर त्याच्यासाठी मी आणि माझे मित्र शॉपिंगला जातो आणि नवीन, नवीन कपडे ट्राय करत राहतो. हां आणि म्हणजे कसं प्रत्येक दिवशी आम्हाला एक वेगळा ड्रेस-कोड ट्राय करावं लागतं तिथे. घरच्या आता कसं आहे मोठा फंक्शन राहतो. घरीपण पाहुणे येतात भरपूर, नाही का. हो. तर त्यानुसार मग तसं वागावंपण लागते. मग कपडे चांगले घाला, आहे की नाही आणि मग आपण जर कुठे जातो म्हटलं मित्रांसोबत वगैरे तर त्यांचं काही वेगळंच असतंय. तसाच मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. आम्ही, आम्ही तसंच कपडे घ्यायसाठी गेलो होतो मित्रांसोबत.
अच्छा. अरे वाह! अच्छा! हो. हां. हो, हो. हं. हां. अच्छा.
हां. तर, एक्चुअली काय झालंत मॉलमध्ये गेलो आम्ही. तर तिथे आम्हाला घ्यायचं होतं कुर्ती आणि पैजामा सम पहायचा होता कारण की, ते ट्रेडिशनल होतं. एखादं म्हणजे उत्सव म्हटलं म्हणजे ते, सण वगैरे असला, की ते ट्रेडिशनलचं घालावं लागतं तिथं. हां, तर कुर्ता आणि पैजामा वगैरे पहायला गेलतो आम्ही तिथे. तर एक्चुअली तिथे घडलं असं, की आम्हाला जसं पाहिजेनं तसे कपडे तो मॉलमधला जो शॉपमधला असतो व्यक्ती
हं. अच्छा. हो ना. हां.
आहे की नाही? तो ते दाखवतच नव्हता जे आवडेल.
हो. अच्छा, मग.
हां, माझा जो मित्र होता त्याच्या, त्याने तर त्याच्यासोबत एकदम म्हणजे, तोंडातोंडीच केली.
अरे बाप रे!
हां, आणि त्याची म्हणजे वागणूक ही थोडी वेगळीच होती. आमच्या सोबत. म्हणजे, थोडंसं असं, ताव देऊन बोलल्यासारखं नाही का, की आता खूप वेळ झाला, दुकान बंद करण्याची वेळ आहे असं-तसं, हे, ते.
हो, हो. म्हणजे तुम्ही लास्ट मोमेंट गेलेलात तिकडे बरोबर?
हां, थोडं एक्चुअली आम्ही लेट रेट लेट पण झालो होतो. म्हणजे हां, म्हणजे अ, त्यांचं दुकान शायद आ अर्ध्या 1 तासामध्ये बंद होणार होतं. आणि कसं आहे, मोठी शॉप राहिली ना, तर ते कसं लवकर बंद करणं, चालू करून देतात कारण, की त्यांना एक तास तर कदाचित दुकान बंद करायलाच लागतो. आहे की नाही. हां, तर, तर मग आम्हाला तिथे काही कपडे आवडले नाही. तर मग आम्ही तसेच घरी आलो ना जे जुने कपडे होते तेच घालून आम्हाला जावं लागलं होतं.
अच्छा. ओह! अच्छा. अरे बाप रे! मग?
हां, तर हा एक किस्सा आमच्या सोबत घडलेला होता. पण म्हणजे मी ज्या मित्रांसोबत गेलो होतो त्यांच्या व्यतिरिक्त पण काही मित्र होते त्यांना आम्ही सांगून गेलेलो की आम्ही नवीन कपडे घ्यायला जातात. हां.
हां. अरे, मला याच्यावरून एक गोष्ट आठवते की अ, तुम्ही बोललात की तुम्हाला जुनेच कपडे घालून जायला लागले. आता इथे तर तुम्हाला काही करताच नाही आलं. पण मी जसे बोलते की नवरात्रीला आहेत ना सगळ्यांना वेगवेगळे लूक ट्राय करायचे असतात. वेगवेगळ्या आउटफिटचा नवीन-नवीन कपडे घेऊन एक नवीनच फ्युजन करायचा असतो. तर तुमचा असा एखादा आउटफिट तुम्ही बोलताय की दरवर्षी साजरा करणारे सण आहे नवरात्री म्हणजे. तर असा एखादा फ्युजन केलेला आऊटफिट आणि त्या क्षणी तो घातल्यावर तुम्हाला कसं वाटलं? असा एखादा अनुभव आहे का तुमचा?
हो. बरोबर. हो. बरोबर. हो. हो, हो, हो, आहे ना. नवरात्रमध्ये कसं गरबा पण असते बरोबर? हां, गरबा असते. मुली पण भरपूर राहतात तिथे. तर मी एक त्यांच्यासाठी इम्प्रेशन म्हणून मी एक ऑनलाईन ऑर्डर केलेला ड्रेस होता माझ्याजवळ.
हो. अच्छा.
हां, ते एक नवाबी टाइप होतं. तो म्हणजे खालून धोती पॅटर्न होता आणि वरून जे पठाणी होती, ती थोडी लोंग पॅटर्न मध्ये होती. ठीक आहे लांब साइजची होती. तर अ, त्यामध्ये लुक माझा फारच छान वाटत होता. आणि तिथे गेल्यावर भरपूरशा मुलींसोबत मी फोटो पण काढल्या मग. म्हणजे तो अनुभव काही वेगळाच होता. त्या टाईमला म्हणजे मी खूप खुश पण होतो आणि मला खूप छान पण वाटत होतं आणि तेव्हाच म्हणजे गरबा वगैरे पण खेळलो होतो आम्ही.
हां. ओह! हां. ओह! नाइस. अच्छा.
हां. आणि काही फोटोज वगैरे काढल्या होत्या त्यांच्यासोबत. तर तो अनुभव माझ्यासाठी खूप छान होता.
वाह! खूपच छान. म्हणजे ऑनलाईन शॉपिंग केल्यावरती आपली एक स्टाइल जी असते, ती पूर्णपणे बदलते कारण ते कपडे थोडे वेगळे असतात, हटके असतात सगळ्यांपेक्षा बरोबर की नाही?
हां. बरोब बरोबर, बरोबर.
पण जेव्हा असा एखादा धार्मिक किंवा सण उत्सव सुरू असतो, तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या कपड्यांवर कोण बोलत असेल, तर आपले कुटुंब. म्हणजे त्यांचं कसं असतं, की कपडे हे व्यवस्थित घातले पाहिजेत. तर अ, तुमच्या घरी असं बोललं जातं का, की कपडे कशा प्रकारचे घातले पाहिजेत? कोणत्या प्रकारच्या कपड्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं? किंवा बघा ना, पूजा असेल घरी किंवा अ, सण असेल एखादा मोठा. तर तेव्हा आपली स्वतःची स्टाईल बदलते पूर्णपणे. असं कधी झालंय का तुमच्यासोबत किंवा याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
हो. बरोबर. बिलकुल. हो. बरोबर. हो, ॲक्चुअली काय आहे माझ्या घरी, माझी मम्मी मला नेहमी बोलत असते. कारण की तिला, बिलकुल नाही आवडत, की मी म्हणजे डार्क कलरचे कपडे जास्त प्रिफर करतो, मी घालणं.
अच्छा.
हां, आणि तीला ते आवडत नाही.
हो.
हो, ती तर, डायरेक्ट म्हणते, "मला तू पांढऱ्या कलरचं का नाही घेतलं? हे पण काळ्याच कलरचं घेतलं. जेव्हा पाहिलं तेव्हा, एवढे तर काळ्या कलरचे कपडे आहेत तुझ्याकडे. तरी, हां तरी पण, वारंवार तू नवीन कपडे पण घेऊन येतो ते पण डार्क कलरचेच घेऊन येतो. तुला समजत नाही का घरी पूजा आहे."
अरे वाह! <laughs> बरोबर.
हां तर, मग मी मम्मीच्या इच्छेमुळे मला काही म्हणजे मग लाईट कलरचे म्हणजे पांढऱ्या कलरचे वगैरे कपडे घ्यावे लागते. जसं की, अ फिकट गुलाबी झालं, आ, हां. आणि फिकट पोपटी झालं आणि एक अ, तसं पाहिलंना तर जर, आपला वर्ण जर गोरा असला तर, आपल्यावर डार्क कपडे खूप सूट करतात. आहे की नाही. आणि हां तर, त्याच्यामुळे मी डार्क कपडे जास्त प्रेफर करतो घालन घालायला. पण, माझ्या मम्मीला त्याच्यापासून थोडा त्रास असतो. तर, मला मग एक नाही न इच्छा असूनसुद्धा मग ते पांढऱ्या कलरचे वगैरे कपडे घालावं लागते. घरी पूजा वगैरे असली की.
अच्छा. हं. बरोबर. हो. हं. आ, म्हणजे घरच्यांचं ऐकावं लागतं किंवा मम्मीच ऐकावं लागतं, हो की नाही? पण बघा ना कपडे घ्यायचे असतील, तर मग त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. आपल्याला कधी-कधी ब्रँडेड हव्या असतात किंवा कधी-कधी सस्टेनेबल म्हणजे टिकाऊ, असे कपडे हवे असतात आणि कपड्यांमध्ये कम्फर्ट जो आहे, तो खूप जास्त महत्त्वाचा असतो आणि आताची मुलं अशी आहेत की त्यांना प्रत्येक ट्रेंड फॉलो करायचा असतो. त्याबद्दल तुमचे काय विचार? कारण फेस्टिव्हलसाठी किंवा सणासुदीसाठी पण नवीन-नवीन ट्रेंड निघतात आणि ते सगळेच फॉलो करणं सगळ्यांना जमत नाही. हो की नाही?
हो, हो. हं. बरोबर. हां, हां. बरोबर. हो. हो. नाही जमत. बरोबर. आणि याच्याबद्दल बोलतो म्हटलंतर मला तर तो नवीन ट्रेंड फॉलो करणं बिलकुल नाही जमत. हो. कारण की नवीन मुलांसारखं कसं आहे की जे नवीन मुलं आहेत आणि नवीन ट्रेंड जर आला, तर ते आपलं मोबाईलवर वगैरे बघून तो ट्रेंड फॉलो करतात, बरोबर? हां. तर ॲक्च्युअली कसं आहे, त्या ट्रेंडमध्ये खूप टाइट, टाइट कपडे पण असतात काही काही.
अच्छा. बरोबर. हो. हो ना.
हां, तर तसा ट्रेन्ड मला नाही आवडत, पण हां, पण युवा पिढींना तो ट्रेंड फार आवडतो. तर ते त्यानुसार आपली इच्छा पूर्ण करायसाठी, तो ट्रेंड फॉलो करतात ते. पण ते ते कपडे, तसं पाहिलं तर घातल्यावर तेवढे कंफर्टेबल नाही राहत.
हं. बरोबर. हो ना.
हां, म्हणजे त्याच्यात तेवढी हालचाल प्रॉपरली नाही होत. आहे की नाही? आणि जे जे आपले भरपूरसे काही कामं असतात, जसं की गाडीवर बसायला जातो, तर बरोबर पाय उचलणं नाही होत. आहे की नाही? हां तर हे सगळं थोडसं मग त्या कप ट्रेंडला फॉलो करता-करता काही त्रासाचा पण अनुभव घ्यावा लागतो.
हो. बरोबर. अगदी बरोबर बोललात. कारण खूप लोकं कमी गोष्टी बघतात या, कारण कम्फर्ट पण तेवढाच महत्त्वाचा असतो प्रत्येक ट्रेनवरती आपण जंप करायला गेलो आणि ते कपडे आपल्याला साजेसे असतील असं नसतं ना.
अ, हो बरोबर.
आणि एक गोष्ट आहे, आपल्या महाराष्ट्रात किंवा आता बघा, संक्रांती येते. आणि संक्रांतीला अ, काळ्या कलरचे कपडे असे घातले जातात. आणि हंगामानुसार आपले कपडे पण बदलत असतात. तर तुम्हाला कोणाला असे टिप्स आणि ट्रिक्स द्यायचे असतील, की आता बघा, थंडीमध्ये आपण सण असतात. नवरात्र जी असते, ती थोडा पाऊस असतो तेव्हापण थंडी असते. पण आता संक्रांत असते तेव्हा ऊन असतं. किंवा दिवाळीच्या टाईमला पण थंडी असते. पण जेव्हा गणपती असतो तेव्हा पाऊस असतो. अशावेळी लोकांनी कसे टिप्स, म्हणजे तुम्हाला जर का टिप्स द्यायचे असतील, कपड्यांवरती किंवा मग त्यांच्या स्टाईलवरती, त्यांनी कशा प्रकारची केसं बांधावी किंवा त्यांनी कशा प्रकारचा मेकअप करावा याच्यावरती. तर असं सांगाल का तुम्ही थोडं?
हो. बरोबर. हो. हां. बरोबर. हो. हां. बरोबर. हां. बरं. हो, हो, हो, ॲक्च्युअली कसं आहे, नवरात्री नवरात्रीच्या नंतर आता हिवाळ्यातच चालला जाईल, पण फरवरीमध्ये जेव्हा आपलं संक्रांती येतो तर थोडंसं उन्हाचा प्रभाव वाढतो.
हो. हो. बरोबर.
बरोबर, तर उन्हाच्या प्रभावामुळे डार्क कपड्याच्या जागेवर लाईट कपडे घालणं थोडंसं जास्त छान आहे. पण संक्रांतीमध्ये डार्क कपडे जास्त घातले जाते. ब्लॅक कलर वगैरे, काळ्या कलरला काळ्या कलरचा ट्रेण्ड जास्त फॉलो होतो. बरोबर आणि संक्रांतीमध्ये जर आपण पाहिलं, तर जिकडे-तिकडे लोकं पतंग उडवताना दिसतात आपल्याला.
हो. हां ना. हो, हो. हो ना. बरोबर.
आणि तशात, पतंगमुळे तर, काही जास्तच उत्साह निर्माण होऊन जातो लोकांमध्ये.
हो ना.
हां, तर आता जर तुम्ही काही एखादा हे पतंग उडव ...हां, हां, बोला.
बरोबर बोललात तुम्ही की नाही बरोबर बोलात तुम्ही, की संक्रांत आली, की थंडी, म्हणजे सुरू होते तेव्हा आपण तिळ-गुळ वगैरे, त्यासाठीच खातो. त्यादिवशी फक्त काळा कलर घातला जातो. आणि त्याच्यानंतर मग थंडीची जेव्हा चाहूल लागते थोडी आपल्याला, तेव्हा आपण मऊ आणि उबदार तसे कपडे घालतो. पण कसं आहे ना, ते संपलं का मग ऊनपण खूप लागतं आणि तेव्हा जसं तुम्ही बोललात, की अ, कमी डार्क कलरचे कपडे घालणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मला अजून एक विचारायचंय, की स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपली स्टाईल बदलणं किंवा सणासुदीसाठी आपला स्वतःला थोडं सेल्फ कॉन्फिडेंट फील व्हावं, यासाठी स्वतःची स्टाईल बदलणं किती महत्त्वाचं असं तुम्हाला वाटतं?
हो. बरोबर. हां. हो. हां. हो, महत्त्वाचं आहे ते. कारण की जेव्हा आपण सणानुसार स्वतःच्या स्टाईल बदलतो ना, तर आपण स्वतःच्या गेटअप, एकदा स्वतःला आरशात बघतो.
बरोबर.
हां. त्या चेंज झालेल्या कपड्यामुळे आपल्याला एक उत्साह येते.
हां ना.
आनंद येते मनामध्ये. आणि त्याच्यामुळे आपण, म्हणजे लोकांमध्ये थोडसे काही वेगळे फील करतो, आहे की नाही स्वतः बद्दल? आणि एक मनात वेगळाच उत्साह राहतो तर म्हणजे आणि समोरच्या व्यक्ती पण थोडासा आपल्याला काही चांगल्या गोष्टी म्हणते की आज थोडसा काही वेगळा दिसून राहिला तू. आहे की नाही हां, हे कपडे कुठून घेतले? किंवा तू जे हे स्टाईल चेंज केली तू याच्याबद्दल हिंट्स कोणी दिल्या तुला? आहे की नाही? तर हां, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे उत्साह वाढतो. आणि तसं पहिल तर जेव्हा आपण स्टाईलमुळे आप स्वतःमध्ये बदल येतो. हे आप म्हणजे तुम्ही जे म्हटलं मला, की बदल येते बा म्हणून आणि हे आणि तो बदल खरंच येतो. कारण की आपला जेव्हा स्टाईल चेंज होतो ना, तर आपल्या मनामध्ये जो उत्साह वाढतो
हो, हो, हो. बरोबर. हो. हो. हो, हो. हं.
त्याच्यामुळे खरचं लोकांना पण चांगलं वाटतंय.
बरोबर बोललात तुम्ही. पण कसं आहे ना, आपण ज ज्या प्रकारे कपडे घालत असतो, त्याप्रकारे असं बोलायला हरकत नाही, की लोकं पण आपल्याला तसेचं वागवत असतात. हो की नाही? आपण जशी स्वतःची स्टाईल बदलत असतो किंवा चेंज करायला जेव्हा ट्राय करतो. तेव्हा लोकं आपला वाह-वाह पण करतात. नाही आवडली, की वेळेस थांबवतात सुद्धा, की हे तुझ्या पर्सनॅलिटीला एवढं चांगलं दिसत नाही. आणि तुमचा जो अनुभव होता, की तुम्हाला आई ओरडते, जेव्हा तुम्ही कपडे जास्त काळ्या कलरचे घालता आणि ज्याप्रकारे तुम्ही सांगितलात, की नवरात्रीमध्ये तुमच्या इथे खूप नवीन-नवीन असे कपडे घातले जातात आणि तुम्ही जो स्वतःचा नवीन असा लूक केला होता, तर पण मला खूप भा भावला आणि तुमच्याजवळ पुन्हा बोलायला मला नक्की आवडेल. धन्यवाद.
हो. बरोबर. हो. हो, हो. हां. बरोबर. मला पण तुम्ही जे पण काही विचारलत नवीन ट्रेंड बद्दल वगैरे तुमच्याशी साधलेला हा संवाद मला फारचं आवडला. आणि मी त्याच्याबद्दल आभार मानतो आणि मला नक्कीचं तुमच्याशी पुन्हा बोलायला खूप फारचं आवडेल. धन्यवाद.